काय सांगता? गंगाजलची शूटिंग, झाली होती तिथं?
हो. गंगाजलची ते शूटिंग चालू होती. लास्ट सीन जो होता ना गंगाजलचा. तर मग ते दिवसा काय होतं ना, आम्ही दिवसा काय, जेव्हा बसमध्ये होतो, तेव्हा आम्ही बघितलं, "नाही यार, गर्दी काय आहे," असं-तसं. मग लोकांनी सांगितलं, "अरे, म्हणे इथं शूटिंग चालू आहे, म्हणे सिनेमाची, म्हणे. आणि अजय देवगनच्या सिने अजय देवगनांचा कुठ अजय देवगनचं सिनेमा आहे म्हणे, त्याची शूटिंग चालू आहे म्हणे." आता तो पिक्चरचं नावही नव्हतं माहिती आहे आम्हाला. मग ते कुतूहल होतं आमच्यासाठी. मग आम्ही काय केलं ना, रात्री जेव्हा सगळं झोपलं ना, त्याच्यानंतर रात्री आम्ही असा 5-6 जणांचा ग्रुप आम्ही ते बाहेर निघालो, आणि ते जे मंदिर होतं, ते मंदिर, ते नदी होतं, त्या ठिकाणाकडे आम्ही लोकांना, स्थानिक लोकांना विचारत तिकडे गेलो. की असं बहुतेक रात्री शूटिंग चालू असेल ते बघायला. पण काही शूटिंग-वूटिंग काही नव्हती त्यावेळेस.
अरे वाह! हां. हं, हं, हं. हं. बरोबर, बरोबर. बरोबर, बरोबर, बरोबर. हं. नक्कीच, नक्कीच हं. हं. हं. बरोबर, बरोबर. हं. बरोबर, बरोबर. म्हणजे शूटिंग, व तुम्हाला अजय देवगणला बघायचं होतं नुकता की शूटिंग कशी होते? काय होते? नक्कीच हं, हं.
अ, हो. काय होत तर पहिलं अ, म्हणजे एक फस्ट टाईम होता ना की असं-कसं होतं, काय होत? तर मग
बरोबर. आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी तुमच्या टीचरांना सांगून तर केल्याच नसतील?
नाही-नाही, लपून-छपून ते.
लपून-छपून आले असणार नक्कीच.
पण ते एक शूटिंग तर. नाही, नाही, काहीच नाही. शूटिंग बघायला नाही भेटली. ना हिरो, ना हिरोईन, काहीच बघायला नाही भेटलं. पण ते एक कुतूहलपोटी आम्ही गेलो तिथं. तर ते आमच्या डोक्यात विचार की, "बाबा, रात्री बनतो पिक्च" तर ते बोलणं बोलल्यामध्ये, "अरे, मग का रात्री पिक्चरच्या शूटिंग नसतात का? रात्रीचा सीन नाही भेटत का आपल्याला पिक्चरमध्ये?" नक्कीच तिथं काही ना काही चालू असेल, आपण जाऊन बघून येऊया.
मग तुम्हाला बघायला भेटली होती काय शूटिंग? काहीच नाही. हां. <chuckles> बरोबर. हां, हां, हां, हां, हां, हां. बरोबर. बरोबर.
तो एक पण अ
मग अशा पद्धतीने तुम्ही हे पुरं, म्हणजे पिक्चरची शूटिंग ही बघितली. सहलीचा म्हणजे तुम्ही अगदी रोमांचकरित्या आनंद लुटला. आणि नक्कीच तुम्ही आता तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत जेव्हा बोलत असणार या क्षणांबद्दल, तर नक्कीच तुमच्या म अ, मध्ये आनंद निर्माण होत असेल. तर तेव्हा तुमच्या मित्र-मैत्रिणींची काय प्रतिक्रिया असते?

हो, त्या WhatsApp ग्रुपवर मग काही गंमती-जमती होत असतात, तर शक्यतो फार कमी झाल्यात. नवीन-नवीन जेव्हा होतं, तेव्हा फार व्हायच्या त्याच्यावर. ते काही बऱ्याच जणांजवळ काही फोटोज होते, त्यांनी ते फोटोज शेअर केले, ते आठवणीत ताज्या झाल्या त्या. फोटोज, जुने फोटो, का त्यावेळेस काय आहे ना, डिजिटल फोटोज नव्हते, मोबाईल नव्हते. त्यावेळेस ते कॅमेरा जो असा ना Kodak, Konica, त्याच्यामध्ये तो रोल टाकला जायचा.
नक्कीच. हं, हं, हं, हं. बरोबर. नक्कीच. हं. हो ते रोलवाला, रोलवाला कॅमेरा. बरं हं.
रोलवाला कॅमेरा, एक्झॅक्टली! त्यावेळेस तो कॅमेरा होता. म्हणजे आपल्याला मोजून त्याच्यामध्ये जे आहे, अ 40-42 फोटो काढायचे.
हो. म्हणजे ते मोजमाप करूनच आपल्याला फोटो काढायचे असतात.
हो, त्याच्यावर 40-42 फोटोज निघायचे त्या रीलमध्ये, त्यावेळेस. मला अजूनही आठवतंय आणि त्याच्यामधलं ते फक्त एक नंबर यायचा 1 2, तो म्हणजे फार विचार करावा लागायचा मला कुठं फोटो घ्यायचा आणि तो फोटो आठवणीत राहायला पाहिजे. मग शक्यतो काय व्हायचं ना, अशा वेळेस आपण ग्रुप फोटोज घ्यायचो. ज्यांच्याजवळ कॅमेरा, सगळेच म्हणायचे, "अरे माझा फोटो काढ, माझा फोटो काढ! अरे, एकेकाचे सिंगल फोटो काढत गेले, तर त्याच्यामध्ये दुसरे फोटो थोडी निघणार आहे?"
बरोबर. हां, हां, हां. बरोबर, बरोबर. हो. नाही, नाही, नाही. नक्कीच.
नाही तर मग तो विचार करायचा आणि त्या हिशोबाने ते जे फोटोस होते त्या जुन्या आठवणी होत्या त्या फार
हं.
आठवण करू देतात आणि येऊन त्यातल्या त्यात जे पहिल्या वेळेस आम्ही जेव्हा रायगड बघितला. मग तो रायगडचा जो अनुभव आला त्या किल्ल्याचा, म्हणजे एकदम भावनिकदृष्ट्या आणि सगळ्याच काही असं काही विलक्षण असं काही जर बदल झाला. आणि ते सहल मित्रांसोबत आपण केली आपल्या जवळच्या मित्रांसोबत आपले वर्ग अ, वर्गाचे शिक्षिका होत्या शिक्षक होते त्यांनी ते सगळं महत्त्व समजून दाखवलं.
हं. बरोबर, बरोबर. हं, हं, हं. हं. बरोबर, बरोबर.
तो एक आनंद खरंच फार वेगळा आहे तो.
हं, तर जेव्हा तुम्ही रायगडावरती गेले. रायगड आणि महाराजांसोबत आपलं एक वेगळंच नातं असतं, नाही का? की महाराज
हो नक्कीच प्रत्येक महाराष्ट्रीयांचं आहे. ते आपले आराध्य दैवत आहे. आपण त्याला देवता सारखंच पुजतो.
नक्कीच, नक्कीच. महाराज म्हंटले म्हणजे मग आपली एकदम असं अंगात जोश येऊन जातो, उत्साह निर्माण होऊन जातो. अरे, महाराजांचा गड-किल्ला आणि महाराजांची ती हे होती, कॅपिटल होतं महाराजांचं. मग तिला राजधानी बघायला जायचं असेल, तर मग खूप जोशात असतात. मग तेव्हा ते सगळ्यात आधी तर ते मुलांचाच ग्रुप चालत असतो, की ते सगळे मुलं एकदम जोशात असतात. तर तेव्हा तुम्ही जेव्हा गडावरती फिरत असणार, तर तेव्हा तुम्ही काय अनुभवत होते? कसा तुमच्या अ, तुमच्यात जोश होता, तुमच्या मित्रांमध्ये जोश होता?
राजधानी होती त्यांची ती.

हो, नक्कीच. हां म्हणजे हं.
आणि मग तुम्हाला ते थोडक्यात फिरून ते परत आताहेत. परत आणतात खाली तुम्हाला रोपवेला.
बरोबर. हं, हं, हं.
मग आमचा तसा तो एक थोडासा हे होता, की बाबा किल्ला आहे आणि मग आपल्याला मग मेन दरवाज्यापासून जायचं पहिल्या पायरीपासून सगळं बघत, बघत जायचं आणि हे काय आता वरती घेऊन जातील आणि खाली आणतील.
बरोबर, बरोबर. ते नवीन-नवीन उत्साह होता तुमच्यामध्ये.
हो. आता हे डायरेक्ट घेऊन चाललेत आणि डायरेक्ट खाली आणतील. याबद्दलचा एक राग होता
हं. बरोबर. हं. मग तू कशा पद्धतीने शांत झाला?
पण तोही नंतर पूर्ण झाला. अ, कारण की काय आहे ना, ह्या राग शांत होण्याच्या पाठीमागे एक फार मोठा दृष्टिकोन होता त्यांचा. कारण की जे लोकं रोपवेने जातात ना, तर तिथं एक संग्रहालय आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं. तर त्यांच्या बऱ्याच काही वस्तु तिथं आहेत, की बऱ्याच काही अ, त्या कालीन अ, जे नाणे आहेत, काही शस्त्र आहेत, काही पत्र आहेत, ते तिथं ठेवलेले आहेत त्यांनी. काही अ, ड्रेस आहेत तर ते फक्त त्या लोकांना पाहायला भेटतात, की जे लोकं रोपवेचं तिकीट काढतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तिथं जे आहे 40 मिनिटांचा जे आहे एक अ
हं. हं. बरोबर. हं, हं, हं. असं का. बरोबर, बरोबर. हं.
सिनेमा दाखवला जातो. मिनी थिएटर टाइप आहे. तर त्याच्यामध्ये काय होतं ना, तुम्हाला त्या किल्ल्याची एवढी माहिती दिली जाते. कुठं फिरायचं, नेमकं काय फिरायचं कशाचं काय महत्त्व आहे. कोणते 12 टाक आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीची डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाते. हा झाला सेकंड पॉइंट ऑफ व्ह्यू आणि तिसरा पॉइंट ऑफ व्ह्यू जेव्हा तुम्ही त्या रोपवेमधून उतरतात ना, तर सरकार मान्य गाईड तुम्हाला वेल एज्युकेटेड गाईड तुम्हाला तिथं जो भेटतो आणि तो जे नॉलेज देतो ना, त्या दिवशी मी आयुष्यात एक गोष्ट शिकलो म्हटलं, "मी जेव्हाही गडकिल्ले जाईल ना," म्हटलं, "पैसा खर्च होईल मला चालेल," म्हणलं, "पण मी जे सरकारी नेमलेले जे गाईड आहेत," म्हटलं. "ते घेईल आणि तेव्हाच त्या किल्ल्याचं महत्व मला कळेल," म्हणलं, "नुसतं फिरण्यात मजा नाहीये."
हं, हं, हं. बरोबर. अरे वाह! हं, हं. नक्कीच. असं. हां, हां, हां. हं. बरोबर. हां. नक्कीच.

8वी आणि 9वी मध्ये काही आमची काही सहल कुठं बाहेर गावाला गेली नाही, आणि 10वी मध्ये तो आम्हाला एक अ, थोडासा काय म्हणतात ते, एक चांगला योग आला.
हं, हं, हं, हं. खूप हां. आतुरता होती तुम्हाला, म्हणजे 10वी मध्ये एवढे 2 वर्षाचं तुम्ही जे, तुमच्या मनात साठवून ठेवलं होतं, की मला शाळेची सहलीला जायचं आहे. आता तुम्हाला त्याचा चान्स भेटलेला होता जाण्यासाठी.
हो, नक्कीच. आणि त्यातल्या त्यात काय होतं ना, की 10वीचं वर्ष होतं आणि बरेच अ, घरातले पालक जे आहेत त्या शिवाय माझ्या घरातल्या पालकांनी मला विरोध केला होता, की त्यावेळेस की नाही जायचं म्हणून सहलीला, की कारण की आता तुमचं 10वीचं वर्ष आहे. तुम्ही आता याच्यात हां, त्यावेळेस 10वी ला फार महत्त्व होतं, हां. फार घाबरून द्यायचे की "बाबा, '10वी आहे 10वी आहे', 'बोर्डाची परीक्षा आहे', काय करतो आहेस तू"?
हं. हं. बरोबर. 10वीचं हं, हं, हं. नक्की. हो. हं.
मग अ, त्याच्यावर आम्ही जे आमच्या शाळेतला जो ग्रुप होता सगळ्यांचा. मित्र-मैत्रिणींचा ग्रुप होता. मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं याच्यावर काहीतरी उपाय आपल्याला जा काढावं लागेल. तर आम्ही सगळ्यात अगोदर मग, आमच्या जे क्लास टीचर आहे, त्यांना बोललो आम्ही. त्यांना स्पष्ट सांगितलं, मॅडम म्हणलं असा-असा प्रॉब्लेम होतोय आणि पालक मना आहे. ठीक आहे पालक मना करता आहे, म्हणे बरोबर आहे म्हणे त्यांचे, पण तुम्हाला काय वाटतं? "आम्हाला तर जायची इच्छा आहे म्हणलं", आम्ही सगळ्यांनी सांगितलं. ठीक आहे म्हणे, एक काम करा म्हणे, की सगळ्यांच्या पालकांना तुम्ही बोलून घ्या म्हणे. आपण बोलू म्हणे. "मी पण बोलते आणि माझ्यातर्फे".
हं. बरोबर. हं. हं, हं, हं. हं. हां. बरोबर. म्हणजे तुम्ही तुमच्या अ, टीचरांनाच तुमच्या साइडला करून घेतलं, की आम्हाला जायचं आहे तर आम बरोबर-बरोबर. म्हणजे हं, हं, हं.
हो आणि त्यांनाही हवंही होतं ना. त्यांनाही हवं होतं ना आणि त्यांच्या वर्गातली मुलं नाही येतील, नाही येणार, तर त्यांना थोडी जायला भेटणार आहे. त्यातला एक प्रश्न होता ना.
नक्कीच, नक्कीच. हो.
आणि मग ते तसं झालं. मग सगळ्यांना बोलवलं आणि मग सगळ्यांचे ते हाव, भाव मुलांचे ते, तोंडावरचे भाव बघून, मॅडमचे ते रिक्वेस्ट पाहून. मॅडमनी सगळ व्यवस्थित समजवलं. 10वीचं वर्ष ठीक आहे म्हणे, कशाला लोड देता म्हणे, थोडंसं एक रिफ्रेशमेंट होईल. चांगल्या मनाने येतील म्हणे ते. त्याची काळजी नका करू म्हणे तुम्ही आणि त्याचं कसं शेवटचं वर्ष. याच्यानंतर कोण कोणाला भेटतो, नाही भेटतो म्हणे. आता हे शेवटचं वर्ष म्हणे यांचं.
हं. हं. बरोबर.
तर कृपया तुम्ही त्यांना अलाऊ करा म्हणे. माझ्या सांगण्यानुसार, माझ्या सांगण्याला मान ठेवा. मी काही जोर जबरदस्ती नाही करत, पण बघा म्हणे तुम्ही मग सगळ्यांचीच
हं. हं, हं, हं. मग तुमच्या अ, पॅरेंट्सची काय प्रतिक्रिया होती तेव्हा, जेव्हा तुमच्या शिक्षकांनी हे सांगितलं?
माझ्या पॅरेंट्सची प्रतिक्रिया अशी होती त्यावेळेस, तर काही नेमकं ते काही बोलले नाही. मग अ, घरी आल्याच्यानंतर समजा दुसऱ्या दिवशी जे आहे, अ, त्यांनी लगेच अ, ते पैसे काढून माझ्याजवळ दिले, की म्हणे हे पैसे तू व्यवस्थित नेऊन दे म्हणे तुझ्या सहलीचे किंवा मग मी येई येऊन ते सहलीचे पैसे देऊ म्हणे शाळेमध्ये. मी म्हटलं नाही-नाही परत त्यांचा मूड बदलला तर, मी म्हटलं, मी देतो म्हणलं. <chuckles> तर मग
हं, हं, हं. हां, हां. हं. <chuckles> <laughs> म्हणजे त्यांचा मूड बदलल्या पहिलेच, आपल्या ताब्यात घ्या आणि पैसे जमा करा.